नाही मला सगळेच आवडतात आणि मी एक नावच घेऊ शकत नाही. मला शोले पण आवडतो, डॉन पण आवडतो, खुदा गवा पण आवडतो, अग्निपथ पण आवडतो, हम पण आवडतो असं सगळंच आवडतं. पण त्यातल्या त्यात मग अ, शोले ख खूप वेळा बघितला आहे मी. जवळजवळ 50 वेळा बघितलेला आहे शोले. इतका आवडतो तो मला आणि कालिया मधला तो डायलॉग मला फार आवडतो. "हम जहा खडे होते लाईन वही से शुरू होती है." हां. हां. तर <chuckles> असं अ, थोडं-थोडं अ, छान वाटतं.
नक्की हं. हं, हं. अगदी. हं, हं, हं. नक्कीच. बरं तो डायलॉग म्हणून दाखवा ना, डॉनमधला डॉन की अ, काहीतरी पोलीस फारच हां.
"डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन हे." <chuckles> ते फार मजा येते. गाणं अं, अ, अरे दिवानो मुझे पेहेचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन. ते एक आहे बरेचशी गाणी आहेत त्यांची म्हणजे, जाणू मेरी जान आहे जाणू मेरी जान, मैं तेरे कुर्बान आणि एक ते खूप गाणं छान आहे. सारा जमाना, हसीनो दीवाना, जमाना कहे फिर क्यू बुरा है दिल लगाना. ते <chuckles> ते गाणं फार छान होतं. त्याच्यामध्ये त्यांची एक वेगळी स्टाईल होती. लाईट्स लावले होते पूर्ण शरीरावर त्यांनी बल्ब असे छोटे-छोटे ते घेऊन ते डान्स केला होता त्यांनी. फार भारी-भारी म्हणजे नंतर मग लावारिस आहे.
नामुमकीन है नक्की अरे वाह खूप छान आणि एखादं गाणं? हं. सिलसिला वगैरे. हं, नक्कीच. खूपच छान! अरे वाह! हं. हं आणि परत बरोबर आणि अ, वय वाढल्यानंतर जे कभी खुशी कभी गम किंवा याच्यासारखी अनेक पिक्चर त्यांची आली ते पण खूप छान होती ना?
हं. हो. मग किती अगदी, कभी खुशी कभी गम होता, मोहोब्बते होता अ, त्यानंतर अ, त्यानंतर पिकू नावाचा सिनेमा होता. तो एक सिनेमा चांगला होता. तर शिखर नावाचा हल्ली शिखर नावाचा एक आत्ताच सिनेमा येऊन गेला तो छान होता. अ, हिमालयावर चढण्याचे ते मित्र वगैरे जातात 2-3 मित्र वयोवृद्ध असतात हो, हो.
हां, मोहोब्बते मधलं पण कॅरेक्टर खूप मस्त होतं. हं. भूत हां, भूतनाथ नक्कीच. हां, हां, वयोवृद्धच पाच ते सहा मित्र असतात. हां, बरोबर.
तर तो एक होता म्हणजे अ, 4 मित्र असतात त्यापैकी 1 मित्राची इच्छा असते की अ, सगळ्यांनी हिमालयावर चढावं. अ, तर त्यातला तो जातो जग सोडून जातो तो डॅनी असतो आणि मग बाकीचे 3 मित्र आहेत अ, अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हे 3घं मग ते शिखर चढण्यासाठी एक अ, प्लॅन करतात आणि ते चढतात. असं ती एक अ, गोष्ट आहे मित्रांची. ती चांगली होती आणि मग त्यानंतर एक वक्त नावाचा सिनेमा आला होता, आखे नावाचा सिनेमा आला होता. आत्ता नवीनमध्ये अ, आंधळ्यांना ट्रेनिंग देऊन ते त्यांच्याकडनं एक डाका टाकून घेतात वगैरे. असे बरेच सिनेमा आहेत त्यांचे.
नक्की. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर, बरोबर. म्हणजे हां, नक्कीच आणि तुमचं आयकॉन जो पर्सन आहे इतकं भारी आहे नका तर त्याचा विषयच म्हणजे जितकं बोलेल तितकं कमी म्हणावं लागेल नाही का. तर अ, नक्कीच तुम्ही खूप छान तुमचे आयकॉन बद्दल सांगितलं आणि नक्कीच पुन्हा एखाद्या अशाच विषयावर चर्चा करायला तुमच्याशी नक्की आवडेल. तर दिलेल्या वेळेबद्दल खरंच खूप धन्यवाद.
इतकं कमी आहे, हो, हो म्हणजे

हो, अर्थातच! म्हणजे अ, त्यांची जी पहिली हिरोईन होती. अ, बॉम्बे टु गोवा नावाचा त्यांचा पहिला चित्रपट. ज्याच्यामध्ये त्यांची हिरोईन होती अरुणा ईराणी. आज अरुणा ईराणी जेव्हा पण येतात. ते बसलेले असले आणि आजूबाजूला खुर्ची नसते, तर ते उठतात आणि अ, त्या अरुणा ईराणीला बसायला चेअर देतात. इतकी ते अ, अरुणा ईराणीला, अर्थात ते दुसऱ्याला कोणाला सांगू शकतात, हे चेअर आण. इनको बिठाओ. पण तसं न करता ते अ, स्वतः उठतात तिथनं आणि चेअर ऑफर करतात त्यांना. पण तोपर्यंत चेअर आलेली असते, ते बसतात वगैरे आणि
हं, हं. हां. अरे वाह! हं, हं. <chuckles> नक्कीच. बरोबर. आणि मी हीच गोष्ट ना, दीपिका पादुकोणच्या पण अ, संदर्भात अ, म्हणजे बघितली, की त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या एका म्हणजे प्रीमियरला, की कशाला तरी आले होते. आणि अमिताभ बच्चननी त्यांची चेअर अशी त्यांना बसायला दिली होती. तर खरंच
हो, हो. हो. ते त्यांच्या जेस्चरमधनं नेहमी दिसतं का ते खूप अ, हे करतात. आणि तो मला वाटतं सिनेमा कुठला होता तो, आता आलेला एक अ, नवीनच?
हं, हं.
अ, त्यामध्ये अमिताभ बच्चन पण होते आणि ते सगळे त्यांनी अश्वथामाचा मला वाटतं रोल केला होता. आणि अशा स्टाईलच ते, अ, प प्रभास आहे त्यामध्ये. अ, अ, कल अ, कल्की, कल्की, कल्की नावाचा जो सिनेमा आहे ना, त्याचं प्रीमियर वगैरे होतं. कदाचित त्या वेळेचा हा प्रसंग आहे. पण ते नेहमी असं करत असतात. आणि ते
बहुतेक प्रभात आहे. तो पिक्चर असावा. हां, हां. कल्की. हं, हं. हो. नक्कीच. बघा ना, इतकी मोठी व्यक्ती, इतकं, म्हणजे त्यांच्यापेक्षा इतक्या ज्युनियर, आता त्यांच्या समोर ज्युनियरच म्हणावं लागेल ना आपल्याला, दिपीका पादुकोण किंवा इतर अन्य कलाकारांना, पण खरंच खूप छान गोष्ट म्हणावी लागेल त्यांच्यातली. तर आणखी काय आवडतं तुम्हाला मग?
हो, हो. हं. अ, आणखी तर मग त्यांची स्टाईल तर आवडतेच. मग आता ते काही आहेत, स्टाईल आवडते. त्यांचं हे समाजात वागणं आवडतं. ते अ, देशासाठी क जे पण काही फिल्म्स असतात, ते अगदी अ, अ, फ्री ऑफ कॉस्ट करतात ते. जसं 2-2 दो बूंद जिंदगी के. जे काही आहे. पोलिओचे डोस वगैरे किंवा अ, आर-बी-आय. चे आहेत. आणि अ, कोविडच्या वेळी त्यांचेच आवाज यायचे, की तुम्ही मास्क वापरा, तुम्ही अ, सगळं हे करा, अ, सॅनिटायझर वापरा, अ, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड झाल्या होत्या आणि आपल्याला मोबाईलवर किंवा इत्र इतरत्र सारख्या त्या दिसत होत्या. म्हणजे तेव्हा, जेव्हा आपण देशाची पण गोष्ट येते तेव्हा ते अ, एक आयकॉन म्हणून माझेच नाही, तर देशाचे आयकॉन म्हणून उभे राहतात. आणि ते सगळं काम करतात.
नक्कीच. हं. नक्की. अगदी आणि हं. बरोबर. नक्कीच. आर-बी-आय. नक्कीच. नक्कीच. नक्की. हं, हं. अगदी बरोबर. आणि त्याच्या जागृतीच्या विषयी नेहमीच ते सजग असतात. आणि पूर्ण समाजाला, म्हणजे अशी आयकॉन अ, व्यक्तीनी जर का आपल्याला एखादी गोष्ट सांगितली, तर नक्कीच आपण ते लक्षपूर्वक करतो नाही का?